आपल्या Googleवरती जा. आपल्या फोनमध्ये राहतं Google तिथे जा. आणि Google रिव्हर्स इमेज सर्च करा. ते वापरा तुम्ही त्याच्यामध्ये राहतं ती साईट. तिथं वापरा हो, त्याला स्कॅनिंग वगैरे येतं आणि लगेच ते तपासता येतं काहीही जे फोटो तुम्हाला दिसतात हे खरे आहे का खोटे आहे. लगेच तिथं कळून जातं आपल्याला ही एक सोपी पद्धत आहे.
हो. हो. अच्छा. अच्छा. हम्म. अच्छा! अरे वाह! म्हणजे ह्याबद्दल तर मला माहीतच नव्हतं. Google रिव्हर्स इमेज पण असं काहीतरी मी कधी वापरलंच नाहीये खरं सांगू तर आणि मला
नाही जर झालं ना, तर वापरून बघा कधी. खरंच त्याच्यामध्ये दिसतं.
हां. अच्छा. म्हणजे ते फक्त आपण आपल्या फोनवरती असं टाइप करायचा आणि मग ते आपल्याला सांगत पुढे कसं काय-काय करायचंय. खूप छान.
हो तसं करा हो, हो. आणि फोटोला स्कॅनिंग वगैरे पण केलं ना तरी होतं ते.
मग अशा वेळेस तुम्ही ना हां. अच्छा! हे तर चांगली बातमी तुम्ही मग सांगितली. अशा वेळेस बघा ना, तुम्हाला लोकांना जर का ह्या बाबतीत सतर्क राहण्यासाठी काही सांगायचं असेल. तर लोकांसाठी कोणते आणि काही असे त्वरित नियम तुम्ही सुचवाल का? म्हणजे काय वाचायला पाहिजे किंवा तुम्ही थांबा पटकन असा काय एकदम झ झपाट्याने विश्वास करू नका. आणि मगच पुढे पाठवा किंवा मगच पुढे शेअर करा असं काही सांगणार का?
हो. हं. हो नक्कीच. बघा लोकं आहे ना, अशी काही न्यूज आली ना तर खूप गडबड करतात हो. याला पाठव, त्याला पाठव, मी तर अगोदर हेच सांगते जर तुम्हाला जर काही नियम पाळायचे असतील याच्यामध्ये. थोडं थांबा, 2 मिनिटं शांत बसा अगोदर आणि जी ही न्यूज आलेली आहे तुमच्याकडे जी माहिती आलेली आहे ती योग्य आहे का या त्याची शहानिशा करा आणि जर कोण कुणाला याचा त्रास होऊ शकतो का? हे पण तुम्ही विचार करा अगोदर. कारण काही-काही खूप फेक न्यूज राहतात जेणेकरून दुसऱ्यांना त्रास होतो त्या न्यूजचा. म्हणून ते पण बघा का दुसऱ्यांना त्रास होऊ नाही. याची तूम थोडंफार तुम्ही काळजी करा. आणि माहिती आहे का? अ, ही जी तुमची प्रतिक्रिया अशी जी झा राहते ना, असं तुम्ही सांगतात ना. तर ती ओढण्याचा तुम्ही प्रयत्न करू करू शकतात नाही का? म्हणजे जेणेकरून अ, लोकांना ही फेक न्यूजपण त्यांच्याकडे जाणार नाही. आणि ही पाठवताना थोडी शहानिशा करा जेणेकरून अ, तुम्हाला त्याचा तुम्हाला त्रास होणार नाही आणि समोरच्याला पण त्रास होणार नाही.
हो. हम्म. बरोबर. हां. बरोबर. हं. अगदी बरोबर. हो, ते ना. बरोबर. तुम्ही किती छान बोलले. हो कारण हो, हो. हम्म. बरोबर. अगदी बरोबर.